आणि मग आपण ते
तर मग तुमच्या मते असं वाटतं का की गाणं जास्त काळ मनात राहतं की ते शब्दांमुळे राहतं की सुरांमुळे, मग त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
हे गाण्यांवर डिपेंड आहे, तुम्ही कोणतं गाणं घ्याल कारण गाणी कशी असतात वेगवेगळी असतात. एक अ, असं म्हणतो ना आपण अ, प्रकार आहेत गाण्यांमध्ये त्याच्यामध्ये आपली भक्तिगीतं आहेत, भावगीतं आहेत, अ, लोकगीतं आहेत, आता तर काय बाबा पॉप, पॉप आणि रॉकबरोबर कोरियन के-पॉप पण आलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अ
हं. बरोबर. हो, हो. बरोबर. हं. बरोबर. हं.
अशी गाणी जी तुम्हाला काहीतरी असे भाव देऊन जातात. मग तो भक्तीचा असू दे किंवा प्रेमाचा असू दे, त्यांचे शब्द काही वेळेला ना खूप तुम्हाला आतपर्यंत असे टच करून जातात.
नक्कीच. हं, हं. बरोबर. हं.
ते असं वाटतं की ते शब्द आणि त्यांना मिळालेली सुरांची साथ हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे.
बरोबर. हं, हं. नक्कीच.
तर आणि मग त्याच्यामध्ये
पण मग एखादं उदाहरण तुम्ही द्याल का त्याच्याबद्दल कुठलं गाणं तुम्हाला जास्त काळ मनात राहिलं ते सुरांमुळे किंवा शब्दांमुळे, मग त्याच्याबद्दल काय सांगाल?
हो, नक्कीच. असे असं म्हणायला जाल, तर भरपूर वेगवेगळी गाणी आहेत कारण आपण म्हणतो ना आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर एक-एक चॉईस बदलत जाते की आपल्याला एका टप्प्यावर एखादं गाणं आवडतं, तिथे आनंदाने आपण ते गाणं बराच वेळ त्या गाण्यात रमतो. जसं लहानपणी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. हे जे गाणं होतं की बाबा ख आणि तेव्हा ते गातांना किंवा ऐकतांना तो खरोखर बंगला डोळ्यासमोर उभा राहायचा. हल्ली एक्झॅक्टली त्या लिमलेटच्या गोळ्या, ती बिस्किटची दारं आणि म्हणजे तेच एक वय होतं. पण तेच, तेच नंतर जेव्हा लता मंगेशकर हम आपके है कोण? मध्ये घेवून आल्या चॉकलेट, लाईम ज्यूस, आइस्क्रीम, टॉफीया तसे अ, अ ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला आता बघा शब्द हरवले, शब्द हरवले, पण सुरांनी साथ दिली
अरे वाह! हो. हो, हो ना. हं, हं. बरोबर. हो. हं, हं. हो. बरोबर. आपण इमॅजिन करा सो, एकदम छान, छान. गोळ्या. हो. हो ना. हं, हं. हं. अरे वाह! हो. हं.